आपलं जीवन म्हंटल तर कसं आशा आणि निराशांनी भरलेलं असतं. कधी आशा, तर कधी निराशा. मग निराशा आल्यावर परत म्हणजे आशा निर्माण होण्यासाठी काय करता तुम्ही?
हं, हं. अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. पहा कसं असतं, की आपले जे जीवन आहे ना, ह्या जीवनामध्ये कधी सुख असतं, कधी दुःख असतं, कधी आपल्याला आनंद असतो, कधी निराशा असते. तर नक्कीच मलादेखील वाटतं, की माझ्या जीवनामध्ये असे बरेच चढ-उतार आले. बरेच असे सुख-दुःख आले. अ, मला वाटतंय, की काही वेळेस तर अगदी मला काही गोष्टींमध्ये निराशा आली. परंतु मला वाटतं, त्या निराशातून बाहेर पडण्यासाठी, मी असे वेगवेगळे उपाय केले, जसं की योगा करणं, ध्यान करणं, मेडिटेशन करणं आणि निसर्गाच्या सानिध्यात राहणं. तर मला वाटतं या गोष्टीचा माझ्या आरोग्यावर, माझ्या मनावर आणि माझ्या शरीरावर फार सकारात्मक फरक पडला. तर मला वाटतंय, की त्या निराशातून बाहेर येते वेळेस अ, मला फार असे कष्ट झाले, की अ, मला जसं की एन्जायटी झाली किंवा मग जसं की निद्रानाश, मला वाटतं अशा बऱ्या साऱ्या मानसिक गोष्टींना मला सामोरं जावं लागत होतं. परंतु ज्यावेळेस मी योगा सुरू केला, ज्यावेळेस मी मेडिटेशन करायला लागलो, तर निश्चितच मला वाटतंय, की त्या गोष्टीचा सकारात्मक परिणाम माझ्या शरीरावर, माझ्या मनावर एकदम चांगल्याप्रकारे पडला आणि निश्चितच मी त्या निराशेतून बाहेर पडलो.
हां. हं, नक्कीच. अगदी बरोबर. हं, हं. अच्छा. हां. ए अरे बापरे! हं. अच्छा. अ, हो. आज जसं तुम्ही सांगितलं, की निराशा आल्यानंतर तुम्ही काय केलं आणि खरंच खूप छान-छान असे उपाय होते. तर अ, तुम्हाला म्हणजे आमच्याशी शेअर करायला आवडेल का? की को कशाला प्रकारची निराशा आली होती किंवा काय झालं होतं नेमकं?
हं, हं. अं, <chuckles> नक्कीच, नक्कीच. मला वाटत आहे, कसं असतं बघा, जीवनामध्ये चालत असताना आपल्याला अनेक वेळा सुख येतं किंवा मग अनेक वेळा दुःखाचा सामना करावा लागतो. तर मला वाटतं, की अशा परिस्थितीमध्ये अ, जे की माझा खूप अ, एक अ, चा माझी आवडती गोष्ट होती, ती म्हणजे माझे आजोबा. मला वाटत आहे, की अ, मी माझ्या आजोबांना खूप प्रेम करायचो आणि ते मला एका नातवाप्रमाणे नाहीतर, एका मित्राप्रमाणे मला कुठेतरी अ, ट्रीट करायचे आणि मला अ, प्रत्येक अ, दिवशी नवीन-नवीन गोष्टी सांगायचे नव्यान नवीन अ, ब हे गोष्टी सांगून, मला त्यातून प्रेरणा द्यायचे. तर मला वाटतं, की ज्यावेळेस अ, मी बाहेरगावी गेलो होतो शिक्षणासाठी अ, माझं बालपण, ते माझी 10वी मी पूर्ण माझ्या आजोबाच्या झाडा म्हणजे सावलीमध्ये काढली. पण त्यानंतर मला पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागत होतं. तर मला वाटत आहे, की त्यानंतर मी बाहेरगावी गेल्यानंतर, अ, एकदम माझ्या आजोबाची जी तब्येत आहे, ती कुठेतरी खालावली आणि काही दिवसांनीच त्यांना हे जग सोडून जावं लागलं. तर मला वाटते, त्यावेळेस अ, मला खूप दुःख झालं, की मी माझ्या आजोबाच्या शेवटच्या क्षणामध्ये देखील त्यांच्यासोबत नाही. अ, त्यांनी मला इतके सारे संस्कार दिले, इतक्या साऱ्या मला गोष्टी सांगितल्या आणि असे भरपूर साऱ्या गोष्टी शिकवल्या, की जेणेकरून मी त्या जीवनामध्ये मला जरी अडचण आली, तर मी त्या गोष्टींचा उपयोग करून अ, जीवनामध्ये कसे पुढे जायचे, तर मला वाटतं अ, एवढे शिकविणाऱ्या माझ्या गुरू किंवा माझे ते आजोबा त्यांच्या शेवटच्या क्षणी मी त्यांच्यासोबत नव्हतो. तर मला वाटत, ते गेल्यानंतर अ, मी काही दिवस अगदी निराशामध्ये होतो, की मला त्यावेळेस काहीच अ, कळेना, की अ, माझ्यासोबत काय घडले किंवा मग अ, मला जे रोज आजोबा गो गोष्टी सांगतात, जे नवीन, नवीन अ, गोष्टीबद्दल मार्गदर्शन करतात, आता ते मला सांगणारं कोणीच नव्हतं, तर अ, मी जवळपास एक अ, 4-5 महिन्यासाठी निराशामध्ये गेलो होतो. परंतु नंतर अ, अ, मला अ, अ, माझ्या आई-वडिलांनी किंवा माझी आजी असू अ, ह्यांनी सर्वांनी समजून सांगितलं, की जरी तु तुझ्यासोबत तुझे आजोबा नसले परंतु त्यांनी दिलेले विचार, त्यांनी दिलेले संस्कार आणि त्यांनी सांगितली प्रत्येक गोष्ट जीवनभर तुझ्यासोबत राहील आणि जर तू त्यांच्या सांगितलेल्या गोष्टी प अ, सारखं करशील, तर निश्चितच अ, तू जीवनामध्ये सफल ठरशील आणि त्याच गोष्टीला जर तू तर तुझे आजोबादेखील नक्की जिथून तुला पाहत आहेत, ते देखील कुठेतरी खुश होतील. तर कुठेतरी माझ्या मनाला धीर भेटला आणि मग नंतर मी वेगवेगळे योगासन करायला लागलो, निसर्गाच्या सानिध्यात राहू लागलो. जसं की माझे आजोबा म्हणत होते, की "गोरगरीब लोकांची मदत करा." तर मी गोरगरीब लोकांची मदत करायला लागलो. तर अ, <chuckles> मला वाटत आहे, की त्या निराशेतून, त्या दुःखाच्या गोष्टीतून, मी अगदी सामान्य पद्धतीने बाहेर पडलो आणि मला वाटत आहे, की हे सर्व काही अ, ध्यानामुळे, योगामुळे आणि चांगल्या संस्कारामुळे अ, झाल आहे, असं मला वाटतंय.
वाह! हं, हं. जपायची. हां. हां. हं, हं. अरे वाह! हां. हां. हं, हं. अगदी स्वाभाविक आहे. हं. हं, हं. बरोबर. हं, हं. अच्छा. हं, हं. अरे बापरे! हं, हं. अच्छा. हां. हं, हं. बरोबर. हं, हं. <chuckles> हं, हं. नक्कीच तुम्ही सांगितलेलं दुःख फार मोठं होतं. म्हणजे आजोबा गेल्यानंतर आपल्याला म्हणजे असे आजोबा जे आपले खूप म्हणजे मित्र म्हणा होते आणि ते अचानक सोडून गेल्यानंतर आपल्याला खूप काही दुःख होते. मग घरच्यांनी ज्या प्रकारे तुम्हाला समजावून सांगितलं. नक्कीच खूप छान बाब होती. तर मग आणखी असं कोणाचे ब्रीदवाक्य म्हणा किंवा असं म्हणजे काही दुसऱ्या पद्धतीचा पण उपयोग झाला का, जेणेकरून या दुःखातून तुम्हाला बाहेर येता येईल?
<chuckles> नक्कीच. हं. हं, हं. अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. अ, पहा अ, माझ्या आजोबांनंतर आजी कुठेतरी माझ्या फार जवळ होती. अ, मला वाटतंय त्यावेळेस माझी आजी देखील कुठेतरी फार निराश होती आणि परंतु तिने मला निराश पाहून तिच्या निराशा तिनं कुठेतरी सोडून दिली आणि ती मला कुठेतरी अ, समजवायला आली की अरे बाळा कारण कसं असतंय म्हटली, की जरी एक ना एक दिवस ह्या व्यक् प्रत्येकाला हे जग सोडून जायचं आहे. परंतु तुझ्या आजोबांन तुला नवीन-नवीन गोष्टी शिकविल्या, तुला प्रत्येक गोष्ट कशाप्रकारे हाताळायची, कुणावर विश्वास ठेवायचा, हे जग कसं आहे आणि ह्या जगामध्ये कसं पुढे जायचं ह्या सर्व काही गोष्टी तुला आजोबांनी शिकवल्या. तर अ, ती म्हटली मला वाटतंय, की आजोबा सोडून गेले नाही, आजोबा सदैव तुझ्या सोबत आहेत. त्यांचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. तर निश्चित तुला निराश व्हायची काही गरज नाही. तू ह्या निराशातून बाहेर ये. तू निसर्गाच्या सानिध्यात रहा. तू काय योगा कर, काय मेडिटेशन कर. तर नक्कीच तू ह्याच्यातून बाहेर पडशील. तर मला वाटतंय त्यावेळेस हे वाक्य माझ्यासाठी कुठेतरी ब्रीदवाक्य ठरली आणि त्या गोष्टीमुळे मला वाटतंय, की मला निराशेतून बाहेर पडण्यासाठी अ, फार मदत झाली आणि अगदी सहजरीत्या मी त्या निराशामधून बाहेर आलो.
अच्छा. नक्कीच. दूर केली. हां. हं, हं. बरोबर. हं, हं. हां, हां. नक्कीच. म्हणजे आजीची इतका म्हणजे मौल्यवान सल्ला तुम्हाला योग्य त्या वेळी, योग्य त्या व्यक्तीकडून मिळाला आणि तुम्ही या दुःखातून सहजरीत्या बाहेर पडू शकलात, नाही का.
नक्कीच.
मग परत तुम्ही काय असा तुमचे छंद जे आवडते छंद होते त्याचा सुद्धा उपयोग करून घेतला का, या दुःखातून बाहेर पडायला?
अ, <chuckles> हं, नक्कीच, नक्कीच पहा. कसं की ज्यावेळेस मला भरपूर सारे छंद होते आणि ते छंद मी अगदी माझ्या आजोबांपासून शिकत आलेलो होतो. जसं की मातीपासून गणपती बनविले बनवणे किंवा मातीपासून एखादी छान अ, जे म्हणतात ना फुलदाणी किंवा फ्लॉवरपॉट ते बनवणे किंवा मग बैलपोळ्याला बैल बनवणे. मला मातीपासून वेगवेगळ्या गोष्टी बनवायचा अ, खूप आवड होती आणि मला वाटतं ही आवड मी माझ्या आजोबांपासून कुठेतरी अ, शिकलो होतो, तर मला वाटतंय की अ, माझे आजोबा गेल्यानंतरही कुठेतरी मी तो छंद जोपासतो आणि त्या गोष्टीतून मला फार आनंद मिळायचा, कारण ज्याप्रकारे आजोबांनी मला शिकवण दिली ती की कशाप्रकारे अ, मातीपासून वस्तू बनवायच्या, तर मी अगदी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे ती गोष्ट मला आठवते, म्हणून त्याप्रकारे मी ती गोष्ट बनवत होतो. तर मला वाटतं ती गोष्ट बनवल्यामुळे, मला फार आनंद मिळायचा आणि मी ती प्रत्येक गोष्ट माझ्या आजोबाला समर्पित करायचो. तर मला वाटतंय त्यामुळे नक्कीच कुठेतरी त्या निराशेतून मला एक आनंद मिळू लागला आणि त्या गोष्टीतून मी निराशेतून लवकर बाहेर आलो मला वाटतं या छंदामुळे.
हं, हं. अरे वाह! हं. हो, हो. हं. खूप छान. जपली. हं, हं. हं, हं. हं. अगदी. हं, हं. खूप छान, हां. नक्कीच, नक्कीच म्हणावं लागेल असंच. मग कधी असं होतं ना आपल्या जवळच्या व्यक्ती निघून गेल्यानंतर आपल्याला बघा, कधी-कधी आपण त्यांचाच विचार करतो सतत तर, कधी स्वप्नात वगैरे दिसले का मग तुम्हाला तुमचे आजोबा आणि त्यांनी काही असा तुम्हाला मंत्र सांगितला जेणेकरून तुमचं जीवन सोपं होईल.
हम्म. अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. पहा ज्यावेळेस कसं असतं की ज्यावेळेस आपलाच एखादा आवडता व्यक्ती असला आणि तो आपल्याला अचानक अ, सोडून गेला जसं की आजी-आजोबा अ, नक्कीच मला वाटत ते कुठेतरी आपल्या स्वप्नांमध्ये असतात किंवा मग आपल्या अवतीभोवती असतात. आणि ते आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर ते लक्ष देत असतात तर मलादेखील अशा बऱ्याच वेळा स्वप्न पडतात की आजोबा माझ्यासोबत आहेत आणि ते ज्यावेळेस मी निराश होतो, ज्यावेळेस एखाद्या वेळेस मला परीक्षेमध्ये अपयश येतं. किंवा जीवनामध्ये अशा बऱ्याच गोष्टी जसं, की अ, बिझनेस झालं किंवा मग असे छोटे-मोठे कामं झालं, तर अ, मी त्यावेळेस खचून जातो आणि मला वाटतं की त्यावेळेस माझ्या स्वप्नात आजोबा येऊन मला कुठेतरी धीर देतात. धीर म्हणजे त्यांनी सांगितलेली ती वाक्य की अ, "तू हारू नकोस जरी तुला अपयश आलं तर ते अपयशाला तू शेवट म्हणून जगू नकोस. कारण एक अपयश कुठेतरी एक जीवनाचा शेवट नसून, ती कुठेतरी एक जीवनाची सुरुवात असते." तर मला वाटतं ते वाक्य माझ्या आजही कुठेतरी कानावर पडतं आणि स्वप्नात येऊन आजोबा देखील मला ते सांगण्याचा प्रयत्न करतात. तर मला वाटतं अशा वेळेस मी कुठे ना कुठेतरी त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि अगदी छोटे-छोटे उपाय करून देखील मला वाटतंय की नैराश्यातून बाहेर येण्याचा मी प्रयत्न सदैव करीत असतो.
हं, हं. हो. हं, हं. हो, हो. हं. हं, हं. हं, हं. बरोबर. हं. हो. हं, हं. खूप छान. हं. खूप छान असे प्रयत्न आहेत. असं होतं ना की आपण ज्या प्रसंगातून जातो, जसं आता तुम्ही एक अ, आजोबाचं उदाहरण दिलं नाही का? असंच आपल्या अवती-भवती बरेचसे लोकं ना आपल्याला कधी-कधी दुःखातून जाताना दिसतात आणि अलीकडेच आपण त्या दुःखातून सावरलेलो असतो. त्यामुळे आपल्याला कळतं, की अ, म्हणजे या व्यक्तीला असं दुःख आहे. तर आपण पण त्याला काहीतरी सांत्वना करूया किंवा काहीतरी आपले आपण जे उपाय केले, ते त्याला सांगूया. तर तुम्ही कधी असे उपाय केले आहे का मग अवतीभवतीच्या लोकांसाठी?
हं, हं. हं, हं. हं, नक्कीच. अ, हां, नक्कीच-नक्कीच. मला वाटतंय की ज्यावेळेस मी निराशामध्ये होतो किंवा ज्यावेळेस मी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये होतो. अशा वेळेस मी अनेक उपाय केलते, की ज्याच्यामुळे मला फरक पडला आणि मी त्या निराशातून अगदी अलगदपणे बाहेर निघालो. तर मला वाटतंय की त्याचप्रमाणे माझ्या आजूबाजूला जे काही निराश लोकं आहेत. अशा लोकांना मी संदेश देतो, की आपणदेखील निराश राहू नये. आपणदेखील असे छोटे-मोठे प कृती कराव्यात, की जसं की आपला जो छंद आहे तो जोपासणे, योगासनं करणे, वेगवेगळे मेडिटेशन करणे, आसन करणे. तर निश्चित मला वाटतं की अशा गोष्टींमुळे कुठेतरी आपल्या मनाला स्थिरता मिळते. जे आपल्या मनामध्ये नैराश्याचे विचार आहेत किंवा जे काही आपल्या मनामध्ये डिप्रेशन आहे. हे कुठेतरी कमी होते आणि निश्चितच जर आपले डिप्रेशन ह्या सर्व गोष्टी कुठेतरी कमी झाल्या. तर मला वाटतंय जे आपला अ, नैराश्य हे कुठेतरी एकदम कमी होऊन जातं आणि आपण सकारात्मक दिशेने वाटचाल करायला लागतो. तर मला वाटतंय, मी देखील हा संदेश माझ्या आसपासच्या लोकांना देतो की जेणेकरून ते देखील आनंदी राहिले पाहिजे आणि नैराश्यातून बाहेर आले पाहिजेत.
हं. बाहेर आला. हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. हं, हं. हं. बरोबर. असं होतं ना की आपण अवती-भोवती किंवा अ, न्यूजमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये असं नैराश्येतून म्हणजे आत्महानीच्या गोष्टी झालेल्या आपण अ, बघत असतो किंवा ऐकत असतो. तेव्हा कसं वाटते?
अ, हां. <chuckles> नक्कीच-नक्कीच. अ, मला वाईट वाटते. अ, कारण कसं असते, की मला वाटत कुणावरही वेळ येऊ नये. कारण अ, नैराश्य, डिप्रेशन ह्या खूप साऱ्या अवघड गोष्टी आहेत. ह्यामुळे कुठेतरी जो आपलं मनोबल आहे, हे कुठेतरी खचत आहे. अ, त्यामुळे जो आपला कॉन्फिडन्स आहे हे कुठेतरी लो होत आहे. तर निश्चित मला वाटतंय की अशा वेळेस अ, अशा बातम्या ऐकून किंवा वर्तमानपत्र बघून मला फार वाईट वाटतंय, परंतु मी असं सांगेन की अ, जरी आपल्यावर नैराश्य आले तर, ती गोष्ट आपण फार मनाला लावून घेऊ नये. आपण त्यातून कसे बाहेर पडता येईल? आपण ह्या गोष्टीचा विचार कराया करावा. तर नक्कीच मला वाटत आपण त्या गोष्टीतून बाहेर पडतो.
<chuckles> नक्कीच. हो. नक्कीच. एखादं पुस्तक किंवा असी काही अ, म्हणजे पॉडकास्ट म्हणा किंवा असे ग्रुप्स सुचवू शकाल का? जे णेकरून लोकांना नैराश्यातून बाहेर निघण्यास मदत होईल?
अ, <chuckles> नक्कीच-नक्कीच. मला वाटतंय अशा भरपूर सारे पुस्तकं आहेत अ, जसं की अ, स्टॉप ओव्हर थिंकिंग नावाचं झालं किंवा मग अ, वेगवेगळे जसं की डिप्रेशनमधून बाहेर निघण्यासाठी एक पुस्तक आहे. मला वाटतंय आपण अशा पुस्तकांचा उपयोग करावा, की जेणेकरून आपल्याला त्यातून काही योग्य मार्गदर्शन मिळेल आणि आपण त्या गोष्टीचा उपयोग करून कशाप्रकारे नैराश्यातून जेवढ्या लवकर होईल, तेवढ्या लवकर आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत या दिशेने वाटचाल करावी. आणि जर मला वाटतंय, की ह्यापेक्षा बी सोपा मार्ग म्हणून आपण डॉक्टरचा सल्ला घ्यावा जसं की मनो मनोसोपचार तज्ज्ञ असते, मानसोपचारतज्ज्ञ किंवा मग दुसरे जे म्हणतात ना, की सायकेस्ट्रिक्स मला वाटतंय अशा डॉक्टरांचा आपण उपयोग घ्यावा, की जेणेकरून त्यांच्या सल्ल्याने त्यांच्या मदतीने आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक वाचून आपण नक्कीच मला वाटतंय की नैराश्या जाऊन बाहेर पडू.
हं, हं. अरे वाह! हां. उगीच. हं, हं. हो. खूप छान असे म्हणजे उपाय सांगितले आहे. अ, जेणेकरून आपण नैराश्यातून बाहेर पडू, नाही का. तर आपल्याशी बोलून खूप छान वाटलं आणि खूप अशी योग्य अशी माहिती मिळाली. आपले खूप-खूप आभार.
नक्की. नक्कीच-नक्कीच. मला देखील आपल्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. चालेल, भेटूया पुन्हा एकदा. धन्यवाद.
धन्य